मला असं वाटतं, की घरी बनवलेले पदार्थ जास्त चांगले असतात खाण्यासाठी कारण मी स्वतः अनुभव घेतला अ, म्हणजे जेव्हा मला टाईम भेटत नसायचा तेव्हा मी बाहेर खायची आणि कंटिन्यू आजारी पडायला लागली म्हणजे मला फूड इन्फेक्शन जास्त व्हायला लागलं. म्हणजे एक दिवस जरी मी बाहेर खाल्लं की दुसऱ्या दिवशी माझ्या पोटात दुखायला लागणार. म्हणजे कंटिन्यू मला ते डॉक्टरकडे आणि मला त्यावेळेस टाईम भेटत नव्हता म्हणजे अ, कॉलेज किंवा घरचं प्रेशर सगळंच घराच घरातली कामे करून मग कॉलेजला जा. कॉलेजला मग टिफिन नाही नेला की कॅन्टीनमध्ये खा किंवा बाहेरून येताना खा. असं करून-करून मला कंटिन्यू असं पुढे इन्फेक्शन व्हायला लागलेलं आहे. मग त्याच्यानंतर मला डॉक्टरने पूर्ण बंद करायला सांगितलं बाहेरचं खाऊच नका बोलले. मग तेव्हापासून मी घरी बनवायला लागली तर माझे सगळे म्हणजे जे काही अ, शरीराचे जे मला काही त्रास होते ते सर्वच बंद झाले.
बरं. हं, हं. बरो हं, हं. बापरे! हं. अच्छा. हं, हं. बरं. हं. बरं. हं. अच्छा, म्हणजे एकंदरीत तुम्ही पूर्ण बाहेरचं बंद केलात आणि घरी बनवलेलं जेवण तुम्ही खायला लागलात एकंदरीत असं.
हो, मला Domino'sचा पिझ्झा खूप आवडायचा. पण मला डॉक्टरांनी तो सुद्धा बंद करायला सांगितला. मग तेव्हापासून मी पिझ्झा शिकली म्हणजे मी YouTube ओपन करायची त्याच्यासारखं बनवायचं.
हां. <chuckles> बरो अरे वाह! मला पण हे खरंच तुमच्या पिझ्झाची गरज लागेल. कारण माझं पण असंच आहे, मला पिझ्झा खूप आवडतो आणि मला पण डॉक्टरनी सांगितलं की "मैदा खायचा नाही आणि मैद्याचे पदार्थ खायचे नाही." आणि माझा पिझ्झा खरंच खूप फेवरेट आहे आणि आता मी नक्कीच तुमची जी रेसिपी तुम्ही सांगितली ती मी बनवून बघेल आणि घरी नक्कीच पिझ्झा बनवायचा पण ट्राय करेन आणि तुम्हाला असं काय वाटतं की नक्की ट्राय करेल आणि तुम्हाला असं वाटतंय का, की घरी जे बनवलेलं असतं ते जास्त म्हणतात ना प्रेम असतं किंवा ते जास्त अ, म्हणजे चांगलं असतं. म्हणजे हायजीनच्या दृष्टीने आपण जर बघितलं म्हणजे त्या तस
हो. हो, नक्कीच ट्राय करा. हं, हं. हं, हं.
म्हणतात ना खूप आपण काळजीपूर्वक एखादी गोष्ट बनवतो आणि आपण जी बनवलेली जी वस्तू किंवा जे पदार्थ आहेत ती जास्त चविष्ट लागते का हॉटेल पेक्षा किंवा असं काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल?
हं. मला तर वाटतं की घरी जे बनवतो तेच जास्त चविष्ट लागतं. बाहेर काय होतं की ते आपल्याला चविष्ट वाटतं पण ते हायजिनिक नसतं जास्त किंवा मग ते जास्तीत जास्त पदार्थ काही ना काही एक्स्ट्रा टाकतात किंवा प्रिझर्व्हेटिव्ह जास्त यूज करतात. त्यामुळे ते आपल्याला टेस्टी लागतं किंवा कलर टाकतात म्हणून ते आपल्याला जास्त चांगलं दिसतं म्हणून आपल्याला ते खावं वाटतं. तर मला असं वाटतं की त्या गोष्टीला आपण लक्ष नाही दिलं पाहिजे. कारण त्याचा परिणाम आपला डायरेक्ट शरीरावर होत असतो. म्हणजे पुढील
हं, हं. बरं. नक्कीच. अच्छा. बरोबर. हां. बरं. हं. हं, हं. नक्कीच, नक्कीच. खूप महत्वाचं आहे हे कारण आपण बाहेरचं खाल्लं तर आपल्याला खूप त्रास होऊ शकतो. तर खरंच त्या महत्त्वाचा पॉइंट आहे आणि खरंच आपण जर शिक्षणासाठी बाहेर राहत असू आणि एकंदरीत आपण म्हणतात ना, की आपल्याला सवय असते अरे काय घरी जाऊन बनवणार आणि मग आता त्यापेक्षा मीही बाहेरच खातो आणि पटकन वेळ पण वाचेल आणि मग अ, म्हणजे एकंदरीत सगळं सॉल्व्ह होऊन जाईल, असं आपलं असतं. पण ते खरंच आपल्या शरीराला कुठेतरी म्हणतात ना त्रास देत असतं एकंदरीत असं मला पण वाटतं आणि अ, खरंच, बरोबर. आणि मग तुम्हाला असं वाटतं का की घरी बनवलेलं अ, जे आप जे आपण अन्न आपण घरी बनवतो
हो. हं. हो. अगदी बरोबर. हं.

म्हणजे तुम्ही एकंदरीत मगाशी लोणचं बोललात तर मला पण असं तोंडाला पाणी सुटल्यासारखं झालं आणि तुम्ही जे सांगितलत की आंबट आणि अशी गोड थोडीशी चव असते आणि खरंच खूप आई छान वाटलं मला ते ऐकून. आणि मग तुम्हाला म्हणजे अजून काय-काय गोष्टी आवडतात आईच्या हातच्या किंवा घरी बनवलेले जे पदार्थ ते तुमची आई तुमच्यासाठी बनवते तर त्याच्याबद्दल
मला अशी ये हो. असू दे. हो, खूप अ, घरी बनवलेल्या पदार्थामध्ये मला माझ्या आईच्या हातचं नॉन-व्हेज खूप आवडतं. अ, कारण की चिकन खूप सुंदर बनवते, एकदम टेस्टी अशी तर्री आलेली असते त्याला छान. अ, किंवा मग ते आळणी म्हणतात अ, जे आधी शिजवलेलं असतं आळणी पाणी, ते पण प्यायला खूप छान वाटतं तिच्या हातचं. म्हणजे मला चिकन जर पाहिजे असेल ना, तर मला माझ्या आईच्याच हातचं आवडतं खूप. आणि व्हेजमध्ये ती पावभाजी किंवा मासवडी आणि आपल्या इकडे पुरणपोळी खूपच फेमस असते, तर ती पुरणपोळी पण खूप सुंदर बनवते.
अरे वाह! अरे वाह! <chuckles> वाह! हं, हं. वाह, वाह! अरे! अरे वाह! खूप छान.
म्हणजे परफेक्ट गृहिणी आहे ती असं म्हणायला काही हरकत नाही.
बरं. मग अजून तुम्हाला असं काय वाटतं का? म्हणजे घरचा एखादा पदार्थ किंवा वस्तू जेव्हा तुम्हाला आठवते. मग ती प्रथम तेव्हा काय आठवतं त्याच्यातलं चव, वास की म्हणजे अ, कोणाच्या हाताची तक्रार की हे असंच का झालंय, तसंच का झालंय? आणि मग काही एखादी घटना असेल तर तुम्ही सांगाल का त्याच्याबद्दल?
हं. हो, नक्कीच. अ, मला एखाद्या पदार्थाची चव आणि वास हे दोन्ही खूप आवडतात आणि तो वास आल्यानंतर मला माझ्या आईच्याच हाताची जेवणाची आठवण येते म्हणजे जसं की अ, बाहेर जात असते. म्हणजे आता मी एका ठिकाणावरून रोज जाते, तर तिथे एक नॉन-व्हेजचं हॉटेल आहे आणि जेव्हा मी तिथून जाते ना, तेव्हा मला नॉन-व्हेज वास येतो आणि तो सेम माझ्या मम्मीच्या हातचं जे अ, ती जे काळ्या मसाल्यातली भाजी म्हणजे नॉन-व्हेजचं जेवण बनवते ना, सेम तसाच वास येतो आणि मला जाताना तिथे ते आठवतं म्हणजे आठवतं आणि मी घरी येऊन ममीला कॉल करून पण सांगते, "अगं, मला आज तुझं ते हातचं चिकन असतं त्याची आठवण" "आली." म्हणजे मला त्याची चव पण खूप आवडते आणि वास असा बाहेरून जरी कोण म्हणजे नॉन-व्हेज वास अ, एका घरात बनवला तर जवळच्या 2-3 घरांमध्ये जातो. मग त्या वासावरून मला लगेच तिचीच आठवण येते.
अरे वाह! हं, हं. <chuckles> बरं. हां, हां. अरे वाह! वाह! खूप छान. हं, हं. अरे वाह!

अरे! खूप छान. आणि मग ही तुमची जी पद्धत आहे. आता तुम्ही जसं म्हणालात, की मी पिझ्झा खूप छान बनवते. आणि एकंदरीत सगळ्यांना तो आवडतो, सासरी आणि माहेरी. मग ही जी तुमची पिझ्झा बनवायची पद्धत आहे, तर तुम्हाला असं आवडेल का की तुमच्या येणाऱ्या पिढीला अ, तुम्ही कशा प्रकारे सांगाल, किंवा काही प्रॅक्टिकल टिप्स तुम्हाला देता येतील का? की ज्याने म्हणतात ना, म्हणजे चव आहे तुमच्या अ, पिझ्झाची, ती देखील पुढे कोणीतरी तशीच बनवू शकेल. तर या याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
हो, हो. अ, हो. हो. हं, हं. हो, मला तर वाटतं बनवू शकतात, कारण खूप सोपी पद्धत आहे आणि खूप म्हणजे आपल्याला शरीरासाठी पण योग्य आहे. मैदा खाणं योग्य नाही, कारण तो पचत पण नाहीये ना, आज-काल. तर अ, त्यासाठी मला असं वाटतं, की खूप चांगली पद्धत आहे, की घरी पिझ्झा बनवण्याची. आणि खूप सोपी पण आहे, म्हणजे जास्त अवघड नाही किंवा खूप सारे कष्ट आहेत, असं पण नाही. एकदा डो बनवून ठेवला, की त्याच्यासाठी फक्त व्हेजीस कट करायच्या त्या आपल्याला, म्हणजे आपल्याकडे ज्या अव्हेलेबल असतील त्या. टोमॅटो, कांदा. ना अ, पुन्हा त्याच्यासाठी आपण थोडेशे पनीर पण वापरू शकतो, किंवा मग अ, भोप अ, भोपळा नाही, अ, कॅप्सिकम वापरू शकतो. असं म्हणजे नॉर्मल-नॉर्मल गोष्टी आपण वापरून ते सहज बनवू शकतो.
हं, हं. हो, हो, बरं. नक्की. हं, हं. बरं. हं, हं. हं. बरं. हं, हं. बरं. अरे! खूप म्हणजे एकंदरीत घरी पिझ्झा बनवणं हां, जसं तुम्ही सांगताय याच्यावरून वाटतं तर घरी पिझ्झा बनवणं असं एकदम पण कठीण नाहीये. म्हणजे बनवू शकतो, जर प्रयत्न चांगले केले आणि थोडा वेळ घेतलात असं.
म्हणजे त्याच्यासाठी असं खूप काही कष्ट आहे हं, हं. हो, 1-2 वेळा थोडासा चुकेल, म्हणजे तेव्हा-तेव्हा काय होतं आपल्याकडून ओव्हर हीट होईल, किंवा आपल्याकडून केव्हा-केव्हा त्याच्यावरचे जे चीझ मेल्ट होणार नाही. असं होऊ शकतं, पण एकदा अंदाज आल्यानंतर ईझी प्रोसेस आहे, असं लक्षात येतं.
बरोबर, हो. खरं. तर मग तुम्हाला असं वाटतं आहे का, की घरी बनवलेलं जी कोण जो कोणता पदार्थ आहे, तो खूप जास्त चांगला आणि खास असतो. हॉटेलमधलं खाणं किती चांगलं असतं, तर याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला?
हं, हं. हो.